आपल्या आयुष्यात ना, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपण कित्येक तरी शोज पाहतो. कार्टून्स असतात, अ, वेगवेगळे टीव्हीवरचे सीरियल्स असतात, चित्रपट असतात आणि कित्येक कलाकार आपले आवडीचे असतात. ज्यांचा आवाज, ज्यांचा चेहरा, ज्यांची एक्टिंग आपल्याला खूप आवडते आणि कधी-कधीना ते आपल्या मनावर खूप प्रभावी करतात आणि आपली जी 1 पर्सनॅलिटी आहे, ती आपण त्यांच्यासारखी करायला सुरुवात करतो. तर तुमच्या आयुष्यात असं काही आहे का? की तुमचा एखाद्या आवडत्या कलाकारांनी तुमच्यावरती खूप प्रभाव टाकला असेल आणि तो काय काय कसा काय प्रभाव झाला तुमच्यावर? मला जरा सांगाल का?
हं, हं, हं, हं. अगदी. हो ना. असा एक एक्टर आहे, त्याचा आजही माझ्यावर खूप प्रभाव आहे आणि त्या एक्टरचं नाव आहे गोविंदा.
कोण आहे? कोण आहे? अच्छा! खूप हिट आहे तो. तो सुपरहिट हीरो आहे.
हं, हां तर गोविंदाचा खूप प्रभाव आहे.
मग तो तुम्हाला का आवडतो?
तो का नाही आवडत लोकांना? मला असा प्रश्न नाही. का नाही आवडत? गोविंद इस लाइक डॅम क्रेझी गाय म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो ना, की लहानपणापासून आहे ना त्याचे पिक्चर बघितले, आय एम अ, 90's किड आणि मग त्यानंतर जेव्हापासून मी गोविंदाला बघतोय, आहाहा! म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो, त्याचा 1 मूवी आला होता, राजा बाबू. तो कधी आय गेस तुम्हाला ही माहिती असेल आणि राजाबाबू. अ
अच्छा. हो ना. हो, सगळ्यांनाच माहिती आहेत वाटतं?
तर राजाबाबूमध्ये राजाबाबू जो रेडी होतो, तुम्हाला माहिती आहे. तो कुर्ता-पैजामा, ते जॅकेट, ते गांधी टोपी, त्या हातामध्ये सगळ्या आहे ना अंगठ्या, गळ्यामध्ये चैन, असं करून ते माहिती आहे ते बघितलं होतं ना तो सीन की जेव्हा तो घरातून निघतो.
हो ना. हं.
तर मग मी माझ्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये गोविंदा बनून गेलेलो. मी माझ्या
काय सांगता! खरंच?
आणि माझ्याकडे आहे ना तेव्हा चैन नव्हती, तर मी माझ्या आईचं मंगळसूत्र घालून गेलो होतो.
<laughs> मग आईने दिलं तुम्हाला? काय ते बोलल्या नाही ते.
<chuckles> नाही, माझी माझा हट्टच तसा होता. मी नाही वाटत होतं, मला असं वाटत होतं, गोल्डचं काहीतरी पाहिजे. आणि पप्पा पप्पा तेव्हा नव्हते, ते होते आऊट-ऑफ, ते बाहेर होते, ते अ, मीटिंगसाठी बाहेर गेलेले. तर मग मी आईचं जबरदस्ती ते मंगळसूत्र घेतलं ते घातलं. अंगठ्या वगैरे ज्या होत्या, त्या अशा. आईने मला आजही आठवतं की आहे ना ते, ए ए एक अंगठी तर म्हणजे सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या काहीतरी अशा तिने टाकलेल्या, एका बोटामध्ये माझ्या अंगठी नव्हती. तर अ, तिने मग काय केलेलं माहिती आहे? तो पाईप असतो माहिती आहे नळा नळाला पाईप लावतो आपण, त्या पाईपला कापलं आणि ते गोल करून माझ्या बोटामध्ये टाकलं. आणि असं
<chuckles> अच्छा. हो. <chuckles> काय सांगता? म्हणजे काय काय युक्ती लावली आहे तुमच्या आईने. वा.
हां. तर अ, तसा मी राजाबाबू केला होता. तर गोविंदाचा जबरा फॅन आहे मी. तुम्ही जर आहे ना, मी तुम्हाला बोलतो ना, की अ, गोविंदाचं नाव जरी घेतलं ना, तर अ, मी नाचायला लागतो. इतका जबरा फॅन आहे मी.
वाह! वाह! वाह! मग तुम्ही काय सांगाल की गोविंदाने तुमच्या अ, जीवनावर, तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव टाकलाय?
हं हं. गोविंदाने खूप प्रभाव टाकलाय माझ्यावर. गोविंदा अरे काय तुम्ही बोलतायत, गोविंदा काय रडतो?
जसं? मला सांगा.
हो, हो. हो, हो. तुम्ही शोला और शबनम बघा. त्याच्यामध्ये जेव्हा गोविंदा रडतो. मी किती रडलोय माहिती आहे तुम्हाला?
खरंच?
अरे मी अक्षरशः रडायचो, गोविंदा रडत होता. राजाबाबूमध्ये तुम्हाला माहित
म्हणजे गोविंदा रडतो म्हणून तुम्ही रडले का?
मी हां. आणि मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हा पिक्चर राजाबाबूचा एक मूव्हीचा सीन आहे की त्याच्यामध्ये राजाबाबू आहे ना, पिक्चर बघत असतो. आणि त्याच्यासोबत आहे ना, तो नंदू असतो. त्याचा नंदू, सबका बंधू. तर त्याच्यात गोविंदा तो सीन असा आहे ना, की गोविंदाला रडू येत. तर मग आहे ना तो जो नंदू आहे तो बघतो की गोविंदा रडतोय, तर बाकीचे लोकं रडत नाहीत. तो लोकांना मारतो की राजाबाबू रडत आहेत, तुम्ही का नाही रडत आहे? तो तसा सीन आहे.
हं. अच्छा. हां. अच्छा, असं पण आहे? हां.
तर तेव्हा, जेव्हा गोविंदा रडायचा, तेव्हा मी ही रडायचो. तो हे माझं एक्चुअली बघा, सिंपल काय आहे ना, की तो बाल माझ्या बाल, अ, म्हणजे माझ्या चाइल्ड एजमध्ये आहे ना, तो अ, मी लहान होतो ना एक इतकं थोडी मॅच्युर होतो, की आपल्याला त्या गोष्टी कळायच्या. तो पण इतका प्रभाव होता ना त्याचा, की त्याच्यातून मी ज्या गोष्टी शिकलोय, जसं की डान्सिंग, राइट? सो, आय एम अ गुड डान्सर राइट नॉउ. आणि तर ते डान्सिंगची जी स्टाईल आहे, त्याला फॉलो करता-करता, म्हणजे कुठे ब, डान्सिंगचे क्लास कधी लावले नाही, कुठे कोणाकडून शिकून घेतलं नाही. त्याला टीव्हीवर बघायचो, ते फॉलो करायचो आणि तसंच डान्स करायचं, तर तसं होतं. आणि मग त्यानंतर त्याची एक्टिंगची स्टाईल होती, त्याचा जो बोलाय त्याची जी पद्धत होती बोलायची, तर त्याप्रकारे बोलायचं. मला त्याचा ड्रेसिंग सेन्स नेहमी आवडायचा. त्यांनी जे विविध प्रकारचे कपडे घातले, तर मीही त्याच्यामुळे लहान असतानाच, जसं मी तुम्हाला सांगतो ना, की ते राजाबाबूचा कॉस्ट्यूम, जरी मी फॅन्सी ड्रेसमध्ये गेलो होतो घालून, मग ते कॉस्ट्यूमचेही मला खूप चार्जेस लागले होते ना आई-वडिलांना, तर माझा तो हट्टच तसा होता. तर मग त्याच्या त्या कपड्यांचाही तर खूप प्रभाव पडलेला माझ्यावर, की मला छान राहील, गोविंदा कसा राहतो, मला छान गोविंदा कसे कपडे घालतोय, तसे कपडे घालायचे. तर तो प्रभाव होता.
हम्म. अरे वाह! हो. अच्छा. बरं. मग मला सांगा, की त्या कलाकाराच्या कामातून कोणते ठराविक पैलू तुमच्या रोजच्या आयुष्यात किंवा कामात तुम्हाला अ, असे जाणवतात? की अ, हो अच्छा, ठीक आहे, मी हे काम त्याच्यासारखं करतो आहे आणि अ, 1-2 असे उदाहरण द्याल का?
हं, हं. नक्कीच, तर मी तुम्हाला सांगू शकतो ना, की आता बघा. मी अ, गोविंदा जेव्हा त्याच्या पीक टाइमवर होता ना, तो ॲट अ टाइम 20-20 मुव्हीज करायचा.
काय सांगता? खरंच?
आणि हां, आणि गोविंदा जसं इंडस्ट्रीमध्ये नाव खराब झालंय ना, की तो वेळेवर नाही पोहोचायचा. तर मग बट तुम्ही हे बघा, की त्यानी जेपण मूवीज केल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं 100% दिलंय. त्याचे इमोशन्स 100% असतात. किती शिफ्ट करायचा तो माणूस? कधी ह्या मूवीचं, कधी त्या मूवीचं, कधी त्या मूवीचं, असं एकंदरीत खूप शिफ्ट करायचं. तर माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडलाय ना, की मी जबरा फॅन होतो त्याचा आणि हे सगळं त्याचे इंटरव्ह्यूज वाचायचो, बघायचो त्याचं आणि अ, YouTubeवर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मी पण जॉब करताना ना, तर फक्त जॉबमध्ये माझा एक नाही, मी त त असे बरेच एक्टिव्हिटी करायचो. कधी हे एक्टिव्हिटी, कधी ती एक्टिव्हिटी, कधी ती एक्टिव्हिटी. तर असं मल्टिपल टास्किंग मी करायचो. कारण की आहे ना, तो ज्या गोष्टी करायचा म्हणून तो त्या टाईमाचा सुपरस्टार होता. तो नंबर 1 ॲक्टर होता तेव्हा. सगळ्यात जास्त अ, बॉलिवूडमध्ये पैसे घेणारा एक्टर तो होता. म्हणजे अमिताभ बच्चनला पण त्याने मागे करून टाकलेलं, म्हणजे त्या प्रकारचा त्याचा दर्जा होता. तो कुठल्याही एक्टरला ओव्हरशॅडो करायचा, त्याचा तो चार्म होता. तर मी माझ्या आयुष्यामध्ये तसंच बघत होतो, की मी पण मल्टी टास्किंग करणार, मी पण आहे ना, असे भरपूर सारे जे प्रोजेक्ट्स आहेत, त्या प्रोजेक्टवर काम करेल आणि मी ही स्वतःला चार्मिंग ठेवेल. मला ही टॉप ला जायचंय, म्हणजे टॉपचा व्यक्ती बनायचं आहे. मी स्टार नाही, म्हणजे मला एक्टिंग मध्ये नाही, पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये. तर त्या गोष्टीचा माझ्या लाईफमध्ये खूप जास्त प्रभाव झाला. मी त्याच्यासारख्या खूप काही गोष्टी करायचा प्रयत्न केला.
अच्छा. हं. हो ना. अच्छा. अच्छा. मग तुम्ही त्याच्यासारखं एक्झॅक्ट काहीतरी करायचं का? की जसं तुम्ही सांगितलं की तो खूप चांगला डान्सर होता. तर तुम्ही त्याच्यासारखंच सेम डान्स करायचा की तुमची स्वतःची स्टाईल असायची?
हं, हं. नाही, नाही एक असतं ना, की अ, एक तुम्ही जबरा फॅन असतात एखाद्या व्यक्तीचं. तर मग ती स्टाईल जर मी मा त्याच्या स्टाईलमध्ये जर मी माझं काहीतरी टाकतोय. तर मग त्याची स्टाईल तर ती राहिलीच नाही ना? ती माझी झाली किंवा मग मी माझी स्टाईल करतोय असं होणार. तर माझी स्कूल्समध्ये जेव्हा आपलं फ हे असायचं अ, अ, काय बोलतात फेअरवेल वगैरे गॅदरिंग बोलतो ना आपण. तर मग गॅदरिंग वगैरे असायच्या स्कूलच्या अँन्यूअल डेज वगैरे. त्याच्यानंतर मग कॉलेजचे फेअरवेल्स वगैरे. तर तेव्हा मी आजपर्यंत जे पण गाण्यावर डान्स केलेला आहे किंवा आजही अ, तर ऑफिसचेपण आपले इव्हेंट असतात. तर मग त्या इव्हेंटमध्ये ग्रुप डान्स वगैरे होतो. तर त्यातही मी इतका फॅन आहे की त्याच्याच गाण्यावर डान्स करतो.
हां. हं. ॲन्युअल डेज. हं.
तर तो इतका इम्पॅक्ट आहे मला.
मग कधी तुम्ही म्हणजे, तुमची स्वतःची डान्स स्टाईल प्रॅक्टिस केली का? की तुम्हाला असं कधी वाटलं का? की ओके ठीक आहे. आता मी फक्त गोविंदासारखा नाही. पण माझं स्वतःच पण एक असं डान्स स्टाईल मी क क्रिएट करेन?
हं, हं. हो. अ, बघा, कसं आहे ना, की लहानपणापासून आहे ना, त्याला बघून डान्स करत. तर त्याला बघून डान्स करता-करता, असं कधी झालं ना, की ती सिम्पल आहे की आपण त्याला बघून नाचतोय, इट मीन्स मला नाचायला येतं. माझं शरीर हलतंय आणि खूप काही शत. तर असं नाही, की मी फक्त गोविंदालाच बघतोय. तिथं प्रभुदेवा, तो खूप चांगला डान्सर होता. त्या काळामध्ये ह्यांना जावेद जाफरी, हि वॉज फाईनेस्ट एक्टर आणि त्याची डान्सिंग स्किल्स खूप चांगली होती. तर असे भरपूर काही आर्टिस्ट होते, की त्यांची डान्सिंग स्किल चांगली होती. तर मी प्रभुदेवालापण फॉलो करायचो, त्याच्या डान्सिंग स्टाईलला फॉलो करायचो. त्याच्यानंतर मला जावेद जाफरीचे जे बूगी वूगी शो तो त्या टाईमाला करायचा. आणि त्याचं जे डान्स तर मग आपली बघा, काय माहिती आहे का, की जर गोविंदाचं गाणं वाजलं, तरच मी गोविंदाच्या गाण्यावर नाचणार ना. आता सलमान खानच्या गाण्यावर मी गोविंदाचे स्टेप कसे करणार?
हं. हं. हो ना. हो. बरोबर.
साहजिकचं आहे ना. तर मग तसं होतं की त्याच्या डान्सिंगमुळे माझी डान्सिंग स्किल वाढली. आणि मी कुठेही जेव्हा डान्स करायचो. असे परफॉर्मन्स केले, जिथं मला अवॉर्ड झाले. सर्टिफ सर्टिफिकेट्स आले आहेत मग. तर मग कसं झालं, की मी, श म्हणजे त्या गोष्टीचं पूर्ण श्रेय जर देतो, तर ते गोविंदाला.
अच्छा, किती छान. मग तुम्हाला काय वाटतं, की आज-कालचे जे हे नवीन-नवीन कलाकार येतात, हे कितीसे प्रभावी वाटतात तुम्हाला? म्हणजे गोविंदासारखंच ते स्टार क्वालिटी त्यांच्यात आहे, असं तुम्हाला फील होतं का?
हं. बघा, ते ॲक्टर आहे आणि प्रत्येक ॲक्टरमध्ये आहे ना कॅलिबर्स असतात. बघा बिलियन्स ऑफ लोकं असतात. पण आपलं जर कोणाला प्रेम होतं, तर तो एक व्यक्ती तो एकच व्यक्ती आपल्यासाठी खूप चांगला असतो. जरी त्याच्यापेक्षा सुंदर त्याच्यापेक्षा किती म्हणजे सुंदरही असू शकतात त्या व्यक्तीपेक्षा किंवा पैशाने रिच असू शकतात, स्किल्सनी जास्त. पण आपल्याला जर प्रेम होतं एखाद्या व्यक्तीसोबत, तर मग आपल्यासाठी तोच व्यक्ती चांगला. गोविंदापेक्षा छान आर्टिस्ट आता सध्या आहे, हृतिक आहे, शाहिद कपूर आहे, जे डान्समध्ये झालं. ॲक्टिंगमध्ये जर आपण बोलायला गेलो, तर नवाजुद्दीन सिद्दीकी आहे, त्यानंतर मनोज अ, मनोज कुमार आहे, असे बरेच ए. के. मेनन सर सारखे एक्टर्स आहेत, म्हणजे जे थिएटर बॅकग्राउंडमधून आले. असे बरेच बाप ॲक्टर लोकं आहेत, त्यांची डान्सिंग सगळ्या स्किल त्या
हो ना. हं.
ते छान आहे. मी त्यांना कंपेअर कोणासोबत करत नाही. बट कसं आहे, की हा कसा ना, तो माझ्या लहानपणीचा आहे. हे माझं बचपन होतं, म्हणून मी त्या व्यक्तीसोबत जोडलेला आहे. आता हे नवीन कुणीतरी लग असं नाही होत ना की तुमचा फेव्हरेट चेंज होऊन जातो प्रत्येकदा? माझ्यासोबत असं नाही होत, तो फेव्हरेट आहे तो आहे.
वाह! हां.
तर मग तसं. आताचे छान आहेत बट जो फेवरेट आहे तो आहे.
हो. तर आताचे जे नवीन-नवीन कलाकार आहेत, त्यांचा तुमच्या आयुष्यावर काही प्रभाव पडलाय का?
हं, हं. अजिबात नाही. कोणाचाही काही प्रभाव नाही. म्हणजे
अच्छा. म्हणजे फक्त गोविंदाच होतं.
हां, हां. गोविंदा म्हणजे पागल आहे मी, अ, त्या व्यक्तीसाठी असं आहे. आणि अ, हे जे नवीन एक्टर आहेत डेफिनेटली कसं असतं की अ
वाह! हं.
ते ॲक्टर आहेत, ते छानच ॲक्टिंग वगैरे करतात आणि अ, ते नेपो-किड असो, काही असो पण ते आहे, ॲक्टर आहे म्हणून आज ते तिथं आहे. अ, आपण कोणीही काही इथून बसून मी त्यांच्यावर कमेंट पास करणं हे मला योग्य नाही वाटत. कारण की जर मी कमेंट पास करतोय, तर तो ॲटलीस्ट त्या जागेवर आहे, मी नाही आहे ना. तर मग ते उत्तमच आहे म्हणून ते तिथे आहे आणि अ, तसंच आहे आणि ते तिथेच राहावं. पण आपला गोविंद आपल्या जागेवर, दुनिया एक-तरफ ओर अपणा गोविंदा एक-तरफ.
हो, बरोबर. हो. खरंच. वाह! <chuckles> हां, खरंच. तो तर आहेच, म्हणजे एवरग्रीन सुपरस्टार आहे, असं मी म्हणू शकेल त्याला. आणि मग तुम्ही मला सांगा की जे नवीन युवा कलाकार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
हं, हं. हं. मी काय सल्ला देणार लोकांना? मी
म्हणजे गोविंदासारखं जर त्यांना व्हायचं असेल. गोविंद कसं ऑल इन वन होता ना तो. तो एक खूप छान एक्टर होता, खूप छान म्हणजे असा सुरेख दिसणारा, त्याचे लुक्स इतके छान होते. त्याचं डान्सिंग स्टाईल इतकी छान होती, तो एक्टिंगपण खूप छान करायचा. तर आपण म्हणतो ना एक ऑल इन वन पॅकेज आहे तसं होतं. तर आजकालच्या कलाकारांनी त्याच्याकडून काय असं एक एक, पॉइंट तुम्ही सांगाल, की त्यांनी काय शिकावं त्याच्याकडून?
हं. गाणं. नाही तो फुल आँन पॅकेजच होता. त्याची एक्टिंग होती आणि अ, तो एक्ट करायचा, तर कुठे फेक नाही वाटायचे. आज ते फेक वाटतात. तो नाचायचा आहे, तो प्रत्येक बीटवर नाचायचा. त्याच्यानंतर इमोशनल सीन ही छा छान करायचा. त्याची कॉमेडी खूप छान होती. म्हणजे तो हे ना पूर्ण पॅकेजच होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि त्याच्यासोबतचा आर्टिस्ट तो ज्यापण आर्टिस्टसोबत काम करायचा ना, त्यांची जोडी आ आजही फेमस आहे. जसं कादर खानसोबत, जॉनी लिवरसोबत आणि बरेच असे सतीश कौशिकसोबत. बऱ्याच लोकांसोबत तो फेमस आहे. तर मग काय आहे ना की तो पॅकेजच होता. तर एक्शन असो, काही असो तो करायचा. त्यासाठी मला असं वाटतं. जर नवीन कोणी एक्टर आहे. तर मग जर त्याच्याकडून काही शिकता येईल, तर त्यांनी शिकायला तर पाहिजे कारण, की गोविंदाकडे भरपूर गोष्टी आहेत शिकण्या
हम्म. हो ना. हो, खरंच. हो, खरंच तुम्ही किती छान तुमचे अनुभव सांगितले. तुमचे आठवणी सांगितल्या आणि मला खूप मजा आली हे सगळं ऐकायला तुमच्यासोबत. तर यासाठी ना तुमचे मनापूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
तुम्हीपण गोविंदाच्या मुव्हीज बघत राहा, गोविंदावर प्रेम करा आणि गोविंदाचे डान्स, अ, गाण्यावर डान्स अ, थँक यू. तुमच्याशी खरंच मलाही बोलून छान वाटतं. तुमचेही खूप आभार आणि खूप-खूप